लग्न म्हंटलं की कुटुंबाची काही अपेक्षा असतेच. असं तुमची काय अपेक्षा होती तुमच्या घरामध्ये?
हो, नक्कीच. अ, मला एक मुलगा आवडत होता आणि त्याच्याशी मला लग्न करायचं होतं आणि खूप प्रेम होतं आमच्या दोघांचं. 2-3 वर्ष झाले होते. आम्ही एकत्र म्हणजे कॉलेजमध्ये होतो. आणि अ, घरी माहीत नव्हतं त्या गोष्टी की नाही का माझं काही आहे. पण आम्ही ॲज अ म्हणजे एवढं पण असं नाही की आम्ही एकमेकांच्या ह्याच्यात हे झालं होतं. फक्त प्रेम खूप होतं की आम्हाला असं वाटत होतं की आम्ही दोघं सोबत लग्न वगैरे करावं. सोबत संसार करावा आणि त्याच्या पण घरी माहीत नव्हतं आणि माझ्याही सुद्धा घरी माहीत नव्हतं. पण आता कॉलेज झालं. तो ही जॉबला लागला. मी ही जॉबला लागले. आता म्हटलं की ठीक आहे आता आपण अ, करू शकतो आता आपण दोघं पण सेटल झालो आहेत की तू पण तुझ्या पायावर मी पण माझ्या पायावर शेवटी संसार हा दोघांना चालवायचा आहे नक्कीच. आणि मग हो.
हम्म. अच्छा. अच्छा. ओ! ओके. बरोबर.
आणि मग मी अ, लग्न करायची म्हणलं की घरी म्हणलं की "मला आता लग्न करायचंय." तर घरच्यांची अशी होती की आम्ही म्हणतोय त्याच्याशी लग्न करायचं.
मग अ आह, म्हणजे त्यांचं एकंदरीत ठरवलेलं लग्नचं अ, केलं पाहिजे असं होतं? म्हणजे प्रेम लग्नाला, प्रेम विवाहाला विरोध होता?
आण हो. हो. आमच्या घरात अलाउडचं नव्हतं, ते प्रेम लग्न वगैरे. आणि मग हो. आणि मग अ, काय आहे घरच्यांना मी सांगितलं की आता मला लग्न करायचंय. झालं माझं शिक्षण झालं, जॉब झाला. त्यांना असं वाटलं की लग्न करायचं म्हणजे ते म आम्हाला म्हणते का काय बघ मुलं वगैरे नाही का. तर मग त्यांनी 2-4 फोटो ठेवले माझ्यासमोर. म्हणलं, "आम्ही अशी-अशी मुलं बघितली आहेत, पण तुझं शिक्षण तू जेव्हापर्यंत हो म्हणत नव्हती, तोपर्यंत आम्ही तुला दाखवणार नव्हतो." म्हणलं आणि मग अ, मी बघितलं ते. तर म्हणलं असं फक्त थोडंसं त्यांना हो, हो. असं केल्यासारखं केलं. पण मी मम्मीला म्हटली की "अगं मला एक एक असा मुलगा आवडतोय आणि मला त्याच्यासोबत लग्न करायचंय."
अच्छा. मग काय केलं तुम्ही मग? हं, हं. अच्छा, अच्छा. हां, हां. हां. अच्छा! हां, हां.
"तर घरचे म्हणजे कोण आहे? तू मला आम्हाला सांगितलं का नाही?" नाही का, असं खूप असं त्यांची रिएक्शन अशी खूप डेंजर होती, की हे काय आहे?
हं. अरे म्हणजे एकदम त्यांना शॉक लागला असेल ना, की म्हणजे एखादी अपेक्षा असेल, की तुम्ही तसे नसाल कदाचित आणि तुम्ही पाठी म्हणजे प्रेम विवाहापर्यंत तिथपर्यंत नातं गेलंय म्हणून कदाचित त्यांनाही
हो. हो, नक्कीच. म्हणजे ते खूप असं घाबरल्यासारखं झालं, की हे काय, म्हणजे एक इज्जत असते ना आई-वडिलांची समाजामध्ये आणि म्हटलं, "अगं तू ऐकून तर घे पहिले."
आह! अरे बापरे! हं! अच्छा म्हणजे समाजाबद्दल पण त्यांना असं काहीतरी वाटत होतं, की
हो नक्कीच वाटत होतं, की एक असतं ना आई-वडिलांना, की एक रिस्पेक्ट असते, की आपण आपल्या मुलीचं अरेंज मॅरेज लग्न करून द्यायला पाहिजे.
हं. मग कसं काय झालं मग पुढे?
हां. आणि मग काय झालं मग आईला म्हटलं, "अगं-अगं मला असा-असा एक मुलगा आवडतो आणि तो कॉलेजमधलाच आहे आणि तोही त्याच्या पायावर सेटल आहे की नाही का तो काहीतरी कामधंदा करतोय. मीही सुद्धा करते. तर मला त्याच्याशी लग्न करायचं आहे." मम्मी म्हणाली, "तू स्वतःचा डिसिजन स्वतः कसं काय घेतीये? म्हणजे आम्ही तुला एवढं लहानाचं मोठं केलं, तरी तुला आमचं काहीच ऐकायचं नाही आहे का? कोण? तो कुठला मुलगा, कोणत्या धर्माचा, कोणत्या जातीचा आपल्याला काय माहिती? तू दोन व 2-3 वर्ष सोबत राहिली म्हणजे तुला त्याच्यातलं सगळं कळालं का?" म्हटलं, "अगं असं नाहीये." म्हणजे असं खूप चिडले होते म्हणजे घराचं वातावरण एवढं
हं. अच्छा. आह! म्हणजे होतं का वेगळ्या जातीचा, वेगळ्या धर्माचं काय असं होता का?
हो, वेगळ्या कास्टचा होता तो. अ, आम्ही वेगळ्या कास्टचे होतो. तर ते आमच्या घरात कसं असं अ, आंतरबाह्य बाह्य कास्टमध्ये देत नव्हते, की त्यांना म्हणजे असतं प्रत्येकाला आपल्या समाजाबद्दल एक ओढ असते.
अच्छा. हो, हो. एक भीती असते की सगळं वेगळं होईल ना म्हणजे
हो नक्कीच, त्यांचे अ, रिच्युअल्स वगैरे असतात ते खूप वेगळे असतात. आपले वेगळे असतात आणि मला म्हटली, "मला हे काही मान्य नाही आहे, तू हा विषय इथंच अ, थांबवून टाक वगैरे," पण अ, मग मला खूप ओरडले वगैरे, नाही का, "हे काय प्रकार? तू कुठून शिकली असं? तुला आम्ही तर असे संस्कार वगैरे दिले नव्हते वगैरे आणि तू हा काय प्रकार केला?" वडील तर माझ्याशी बोलतच नव्हते. आठवडा, दोन आठवडा असाच गेला, नाही का, खूप अ
हां. हां. हं. अच्छा. अरे बापरे!
मग त्याला पण म्हणलं, "अरे घरचे खूप नाराज आहेत माझ्यावर." त्याने पण त्याच्या घरच्यांना सांगितलं, पण त्याचे घरचे एक्सेप्ट होते. त्यांना काही विषय नव्हता. हो आणि आमचं फायनान्शियल सगळं चांगलं होतं, घरातलं म्हणजे असं वातावरण म्हणतो ना सगळं पैस्या-पाण्याने मजबूत होतो आम्ही.
अच्छा, अच्छा. म्हणजे हो, हो, हो.
आणि मग, मग
मग काय केलं पुढे? म्हणजे, अ, आई-बाबांना कसं मग अ, मनवलं का तुम्ही?
मग मम्मीला म्हणलं अगं ऐक, तू मला कुठेतरी देशील लग्न करून. आजकाल बघते म्हणलं डिवोर्स वगैरे किती होतात ते. नाही का? अ, तत्व दोघांचं पटत नाही. मग ते नंतर संसार होत नाही आणि मग ते डिवोर्स होतात. तू मला एकदा तरी चान्स दे म्हटलं. तर तुला तू त्या मुलाशी बोलून घे. जर तुला वाटलं ना, की तो चांगला नाही आहे, त्याचे घरचे चांगले नाही. मी मी स्वतः मागे जाईल म्हणलं. पण तू बोलून तर घे. बोलल्याशिवाय तुला माणसं कळणार कशी म्हणलं. पण त्यांना ते कास्टवर आडकले होते, की नाही हा जातीचा नाही करायचा. आपल्यापेक्षा खालची जात आहे ही. म्हणलं, अगं जात इम्पोर्टंट नसते म्हणलं माणूस महत्त्वाचा आहे. तो किती चांगला आहे, कसा आहे. मग त्याच्यावरून ती चर्चा खूप अशी झाली खूप. वडील तर म्हणाले, की "नाही मी तर मुलगा पण नाही बघणार. नाहीतर तुला तर मी नाही का तुला तू ऐक आमचं मी आम्ही म्हणतोय त्या मुलाशी लग्न कर वगैरे. नाहीतर बघ तू तुझं बघ. मग आम्ही मेलो म्हणजे समज." या वरून गेलं होतं. हो.
हं, हं. हां. बरोबर आहे. बरोबर आहे. ओह! हं, हं. अरे बापरे! मग तर काय असं बोलल्यावर काय पुढे सुचलच नसेल तुम्हाला काय?
एवढी रडायला लागले ना, की मग मी म्हणजे खूप अशी रडत होते, की डिप्रेशनमध्ये जातो ना आपण तसं व्हायला लागलं, की अरे आता करायचं. मग पप्पांना कसं मनवायचं? ह्याच्यावर तर प्रेम आहे पण शेवटी आई-वडिलांवर पण तितकंच प्रेम होतं, की नाही का? आपले आई-वडील आहेत वगैरे. आणि मग अ, खूप मी पण रडायला लागले. जेवण नव्हती करत. पार जेवण वगैरे सोडलं होतं मी. मग मम्मी-पप्पा थोडेसे राजी झाले. ठीक आहे. चल, तू म्हणत आहे, म्हणून आम्ही बघतो आहे, पण लगेच बघितल्यावर हो असं नाहीये म्हणजे आमचं मत. नाही का? म्हटलं ठीक आहे.
हो, हो. अरे बापरे! हं, हं. बरोबर, बरोबर. म्हणजे त्यांना एक अ, पहिलं पाऊल तरी उचललं म्हणजे त्यांनी. हं, हं.
शंका होती. हो शंका होती. तर अ, मला म्हणाले, की "तू पत्रिका पहिले मागून घे. जर पत्रिका जमली ना तरच आम्ही पुढे बोलणार." म्हणलं आता ते झालं कल्याण. आम्ही काय प्रेम आता प्रेम आपण विवाह करतो पत्रिका थोडी ना बघतो आपण नाही का? आपण आपलं प्रेम होऊन जातं तसंच आणि मग अ, मग अ, पत्रिका मागवली आणि ती बाय लक आमची पत्रिका जुळली. ठीक आहे. एवढी नव्हती जुळली. हां एक 21 हां, 21 का 22 जुळले होते फक्त. म्हणलं अरे, नशीब तेवढं तरी जमलं, नाही का? आणि मी त्याला म्हटलं तू बाबा नीट बोल वडिलांशी वगैरे असं काही चुकू नको आणि जेव्हा त्यांची मीटिंग वगैरे बसली आम्ही एक तर गेलो त्यांच्या घरी वगैरे आणि त्यांच्या घरच्यांना एक्सेप्ट होतं. मग ते पप्पा वगैरे बोलले मुलाचा स्वभाव खूप छान होता, की म्हणजे एकदम म्हणजे चांगला तो माझ्यासाठी काही करू शकतो. पण त्याचे जे आई-वडील होते ना ते नव्हते बरोबर. मग ते हे म्हणले, की नाही का आम्हाला मुलगी पसंद आहे वगैरे पण तुम्हाला हुंडा द्यावा लागेल.
अरे बापरे! म्हणजे आ अच्छा. हो, हो, हो. अरे बापरे! म्हणजे ज काठावर पास तरी झालात ना, पुढे गेलात तुम्ही. हं, अच्छा, अच्छा हां, म्हणजे जमली बऱ्यापैकी जमली हां, हां. हां, हां. हां, हां. हो, हो. अरे वाह! अ
त्यांच्यात हुंडा हा प्रकार होता की आम्हाला मुलाला तुम्हाला गाडी घेऊन द्यावी लागेल, सोन्याची चैन पाहिजे आणि त्याला एखादं, अ, त्याला पैसे द्यावे लागतील. एखादं घर वगैरे फ्लॅट घेऊन द्या, सगळं तुम्हाला सामान वगैरे द्यावं लागेल. घर नाही का, संसार जो असतो आपण आहेर, रुखवत म्हणतो, तसं द्यावं लागेल आणि त्यांना माहीत होतं आमच्याकडे पैसे खूप आहेत वगैरे, सगळं म्हणजे बॅकग्राऊंड माहीत होतं आणि मी त्याला हात मग त्याला म्हटलं, "अरे तू येडा आहेस का? तू हे काय बोलतोय? तुझे घरचे हे काय बोलतात ते?" आम्हाला दोघांना थोडासा टाईम दिला होता ना बोलायला. "माझे पप्पा ह्याला एग्रीच होणार नाही, "म्हटलं. "हा काय प्रकार आहे," म्हटलं "तुझा? तुला हे सगळं सांगता नाही आलं?"
हं. अरे बापरे! हं, हं. अच्छा, अच्छा. हां, हां. हो, हो. अच्छा, म्हणजे एकदम बॉम्बच टाकला तुमचं असं काहीतरी होतं, तर तुम्ही कदाचित तुम्ही आईला बोलावलंच नसतं ना, मग आई-बाबांना?
हो, का "तुझ्या आई घरच्यांना सांगायचं ना माझं प्रेम आहे. जिथं प्रेम असतं तिथं अशा गोष्टी येत नाही म्हटलं पैशाच्या देवाणघेवाणच्या. आणि अ, मग मला असं," नाही का म्हटलं, "आता काहीच खरं नाही." म्हटलं. "हे बघ, आपल्या दोघांना एक तर माझे घरचे मानणार नाही. तुझ्या घरच्यांना तरी तुला मानवावं लागेल, नाही का, की असं काही चालणार नाही आमच्या इथे." तो म्हणला, "अगं मला पण माहीत नव्हतं आई-वडील असं बोलतील." म्हटलं, "अरे तू राहतो लहानपणापासून, तुला माहीत नाही म्हणजे काय बोलायचं?"
मग? हो, हो. हं, हं, हं.
आणि मग अ, ग बाहेर गेलो आणि माझे वडील उठून असे रागाने मला घेऊन म्हटले, "चल, निघ इथून पटकन, मला काही हे पटलं नाही आहे." आणि त्यांचे थोडंसं वादविवाद पण झाला त्यांच्यासोबत, की तुम्ही मुलगी पाहिजे आणि हुंडा पण पाहिजे म्हणजे? असं कुठं प्रकार आहे? नाही का? हे आता बंद झालं आहे.
हां, हां. हां, हां. अजून कुठल्या काळात जगताय म्हणजे असं एकदम अ, हे झालं असेल अ, आणि सगळे म्हणजे तुमचं पण. मग तुमचं काय झालं? म्हणजे तुमच्या पण मनाची जरा परिस्थिती एकदम तुम्हाला पण धक्का बसला असेल?
कारण की हो, नक्कीच. बसला ना धक्का मला. मग काय झालं घरी आलो आम्ही. आमच्या घरात मीटिंग झाली, की अरे, काय करायचं वगैरे असं नाही का? आणि मग अ, ते घरचे म्हटले की "हे मला काही पटलेलं नाही आहे. हा हुंडा वगैरे हे अ, दहेज जे देतात हा प्रकार आपल्या घरी चालणार नाहीआणि हे मला पण पटणार नाही, मी वाटलंस तर त्यांच्यावर पोलीस कंप्लेंट करेन." डायरेक्ट या विषयावर जर गेलं, तर अ, मग अ, मग मग मम्मीला म्हटलं, "आपल्याला पोलीस स्टेशन वगैरे करायचं नाही आहे, कारण की मला नंतर प्रॉब्लेम येईल त्या गोष्टीचा पुढे." मग अ
हां, हां. हां, हां. बरोबर, बरोबर. म्हणजे नातं जर सुरुवातीलाच अ, अशा प्रकारेाने सुरुवात झालं तर मग पुढे अवघडच होईल. मग नक्की मग नातं कसं गेलं तुमचं पुढे?
मग अ, खूप भांडणं वगैरे झाली. सगळं झालं समजवलं, पण त्यांचे पण घरचे मानत नव्हते. त्यांना पण असा पैसा पाहिजे होता. लालची होते ते खूप वृत्तीने. मुलगा वेगळा होता, पण आई-वडील वेगळे होते. मग शेवटी आम्ही दोघांनी आमचं प्रेम सॅक्रिफाईस करून टाकलं की नाही ठीक आहे आपण नाही सोबत राहू शकत, कारण की पुढे जाऊन पण मला ते त्यांच्याशी मॅच होणं म्हणजे खूप अवघड जाईल त्या गोष्टी. मग तिथे आमचा तो फुलस्टॉप झाला आणि मग मला वडिलांनी जिथे अ, एक स्थळ दाखवलं, त्याच्याशी मी लग्न केलं. पण त्यानंतर ते जे प्रेम होतं ना, जे म्हणतो ना, त्यातनं एकदम सुखाने राहू शकतो. इथे सुख पण होतं, पण जे प्रेम पाहिजे तर ते थोडं कमी भेटलं. मला असं वाटतं, की आईची घरच्यांची अपेक्षा
हां, हां. अच्छा. हां, हां. अच्छा. म्हणजे जर मुलाच्या घरचे जर व्यवस्थित झालं असतं, तर कदाचित एक अ, जेवढं अपेक्षित होतं, तेवढं प्रेम नक्कीच मिळालं असतं. पण
हो, नक्की. नक्कीच भेटलं असतं. पण ते मला आम्हाला दोघांना प्रेम असं म्हणतो ना, हे करावं लागलं, तडजोड करावी लागली खूप. पण ते जे आमचं दोघं पण आमचं दोघांचं प्रेम हारलं त्यांच्यासमोर. पैशा पु पुढे म्हणतो ना, हुंड्यापायी आमचं प्रेम हे झालं.
हं, हं. अं, अच्छा. पण तुमचं तरी पुढे जाऊन व्यवस्थित झालं ना, म्हणजे तुम किमान अ, आई-वडील तरी खूप खुश झाले असतील.
हो, व्यवस्थित झालं. हां, आई-वडील खुश आहेत, अ, सगळे खुश आहे, मी पण खुश आहे. पण अ, कधी-कधी असं वाटतं की अरे त्याच्यासोबत लग्न केलं असतं तर किती छान झालं असतं. म्हणजे ठीक आहे. आपण त्या गोष्टी जर
आता लग्न होऊन तुम्हाला किती वर्ष झाली आता?
मला आता 3 वर्ष झाली आहेत. अ, एक अ, लहान मस्त, क्यूट-क्यूट माझी मुलगी सुद्धा आहे. म्हणजे नाही का, छान झालं पुढे.
मग आता मग आता एवढ्या पुढे गेल्यावरती आता तसं अं, तेवढं काही वाटत नसेल ना? म्हणजे सुरुवातीला वाटत अ
हो, आता नाही वाटत, आता आता हो आता नाही वाटत काही आता. ते विसरून जातो आपण. आपण एक आपला एक अ, बाळ झालं ना, आपण ह्या गोष्टीतून सगळं निघून जातो.
हो, हो, हो. अच्छा. मग आता मुलीचे बाबा आणि तुम्ही नक्कीच म्हणजे तुमच्या आयुष्याला अ, म्हणजे खूप-खूप शुभेच्छा आणि तुम्ही असा हा अवघड प्रसंग ज्यातून तुम्ही गेलात आणि सावरलात आणि वेगळ्या पद्धतीने परत उभे राहिलात. हे माझ्याबरोबर शेअर केल्याबद्दल खरंच अ, खूप अ, आभार आणि अ, खूप-खूप शुभेच्छा तुमच्या पुढच्या आयुष्यासाठी.
हां, हॅपी-हॅपी आहेत अगदी. हो, नक्कीच. अगदी. नक्कीच, नक्कीच. मला पण खूप छान वाटलं आपल्याशी बोलून. नक्कीच आपण पुन्हा बोलू या विषयावर. धन्यवाद.